बरोबरच, बरोबर. तर तुम्ही असं सांगू शकता की नेमकं अ, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही याचं लागूकरण कसं करता, की तुम्हा तुम्हाला माहित आहे ऑर्गेनिक अ, जे अन्न आहे ते खूप अ, म्हणजे शरीरासाठी पौष्टिक आहे आणि आपली अ, म्हणजे शरीर त्याने चांगलं असतं. परंतु मग अ, ते खाण्यासाठी पण महागडं आहे तुम तुमचं असं म्हणणं आहे. तर तुमच्या जीवनशैलीमध्ये तुमच्या कौटुंबिक जीवनशैलीमध्ये तुम्ही ऑर्गेनिक अन्न कशाप्रकारे खाता? किंवा काय उपाययोजना करता? किंवा घरीच काही गोष्टी पिकवता, पिकवण्याचा प्रयत्न करता का काय?
हं. हं. हो. हो, हो. हं. हां. हां. मला हेच अ, सांगायचं होतं की अ, बऱ्याच वेळेला अ, घरी जर आपण त्याची शेती केली ना म्हणजे जे शक्य आहे तसं म्हणजे अ, आता हल्ली खूप काही लोकांकडे जागाही नसते हो अशी ऑर्गेनिक शेती वगैरे करायला. पण तरी त्यातल्या त्यात आपण घरी मेथी लावू शकतो. आपण घरी लिंबूची अ, लागवड करू शकतो. हिरव्या मिरच्यांची लागवड करू शकतो. गवती चहाची लागवड करू शकतो. त्यानंतर अ, असे अशी जी छोटी-छोटी झाडं आहेत, तोंडली आपण घरात लावू शकतो. म्हणजे जी झाडं अशी फार त्याचे वृक्ष होत नाहीत. पण अ, ऑर्गेनिकली ही अ, झाडं आपल्याला छान फळंही देतात, छान भाज्याही देतात. अशी फळं आपण निवडू शकतो आणि त्याची लागवड जर आपण घरच्या घरीच केली, तर आपल्याला ऑर्गेनिक गोष्टी मिळू शकतात. आता बटाटा अ, घरात लागू शकतो, आंबे हळद घरात लागू शकते. तर ती आंबे हळद सुकवून आपण अ, मिक्सरमध्ये वाटली. तर आणि आपल्या जेवणामध्ये तीच हळद आपण वापरली तर अ, बऱ्यापैकी आपल्या अन्नाची शुद्धी होते, कारण हळद हे एक अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे. तो जे काही अ, एक्स्टर्नल बॅक्टेरियाज आपल्या अन्नामध्ये असतील तर तीही ऑर्गेनिक हळद मारू शकते ज्यामुळे अ, पुन्हा आपलं जेवण एक आरोग्यदायी असू शकतं. असे छोटे-छोटे उपाय आपण नक्कीच करू शकतो.
हं, हं. हं, हं. हो. बरोबर. कोथंबीर लावू शकतो. बरोबरच. अगदी, अगदी. अच्छा. हं, हं. खूप छान. हं, हं. हो, हो. हं, हं. <chuckles> बरोबर. खूप आहे. हं, हं. अति. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं, की नेमकं आपण अ, कशाप्रकारे घरच्या घरीच ऑर्गेनिक अ, फळंभाज्या. नाही, फळं तर नाही, पण भाज्या उगवू शकतो. आणि जे काही रोजच्या जीवनामध्ये आपण अ, म्हणजे त्याचं घेऊन आपल्या आरोग्यावरती त्याचे चांगले परिणाम होतात. म्हणून आपण जर हे परवडत नाही बाहेरून म्हणून आपण जर घरीच उगवलेलं आहे आणि आम्हाला माहिती आहे कशाप्रकारे उगलेलं आहे. तर त्याची चव पण वेगळी लागते आणि आम्ही त्याच्यासाठी कष्ट घेतलेले अ, वाढवण्यासाठी वेगळा असतो. <chuckles> नक्कीच, नक्कीच. आणि खूप छान वाटलं की तुम्ही ह्या सर्व गोष्टी अ, व्यवस्थित प्रकारे मांडल्या तर तुम्ही म्हणजे लोकांना काय समजा काय संदेश देऊ इच्छिता की नेमकं काय केलं तर तुमच्या जीवनामध्ये समजा हे ऑर्गेनिक फळं खाण्यासाठी त्यांना काय प्रोत्साहनार्थ तुम्ही बोलू शकता असं काही आहे का वाक्य तुम्ही सांगू शकता ते?
हो. हो. अर्थात. त्याचा आनंदही वेगळा असतो. <chuckles>

तर आमच्या काही ओळखीचे जे आहेत अ, जे कोकणातले आहेत आणि जे आंब्याचा खरोखर अ, असा म्हणजे असं जी ज्यांची आंबराई आहे आणि अ, आंब्याच्या शेतीचा त्यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की एप्रिलमध्ये आलेले आंबे घेऊ नका. ते नैसर्गिकरित्या वाढलेले असूच शकत नाहीत. कारण आमच्याकडे आंब्याला मोहोरच मे महिन्यात फुटलाय.
हं, हं. अच्छा. अ, हो. हो. अच्छा. अच्छा.
त्यामुळे ते आंबे बाहेर येण्यासाठी बाजारात अ, येण्यासाठी जून 15 वगैरे तारीख उजाडणार आहे. त्यातल्या त्यात अ, ज्यांच्या ज्यांच्या-ज्यांच्या झाडाला अ, एक मार्चमध्ये वगैरे मोहोर आलाय. त्यांचे आंबे कदाचित एप्रिलमध्ये अ, बाजारात येऊ शकतात. पण ही परिस्थिती फार कठीण आहे.
हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हो, हो. बरोबर.
असं. तर मग आम्ही ते बघितलं हे जे मी तुम्हाला सांगितलं ते करून आणि खरंच एप्रिल महिन्यामध्ये जे काही आंबे बाजारात आले तो एकही आंबा खाली गेला नाही. ते सगळे आंबे वरच्यावर तरंगत होते.
हो, हो. अच्छा. <chuckles> अच्छा. नाही गेला. <chuckles> आणि त्याचं नुकसान झालं मग तुम्ही, तुम्ही ते खाल्लेत का फेकलेत मग? काय केलं?
<chuckles> हो. अ, आता अ, फेकून तरी कसं देणार ना? <chuckles> मग आम्ही ते न खाता त्याचं काय आम्ही आईसक्रीम केलं किंवा
<chuckles> अच्छा, अच्छा. अच्छा. अच्छा.
असे काहीतरी प्रकार केले त्याचे म्हणजे अख्खा आंबा चोखून खाण्यापेक्षा त्याचे मिल्कशेक केले किंवा असं काहीतरी केलं. पण फेकून कसं देणार असं होतं ना तो आंब एक भावनिक अ, एक ओढ असते त्या आंब्याकडे आपली की ते आपल्याला फेकून देवत नाही. <chuckles>
हं, हं, हं. <laughs> अच्छा. कारण की ते अ, <chuckles> <chuckles> कसाही असला तरी आंबा आहे. ठीक आहे. अच्छा. हं, हं.
आंबा आहे. खरंय, खरंय. आणि अ, आणखीन या ऑर्गेनिक अ, ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का? पर्यावरणाचाही अ, ऱ्हास होत नाही. म्हणजे पर्यावरण चांगलं राहतं. म्हणजे रासायनिक खतांमुळे काय होतं की मातीची धूप होते किंवा मातीची जी न्यूट्रिएंट व्हॅल्यू असते ना ती जपली जात नाही.
हं, हं. बरोबर. हं, हं.